माणसाच्या आयुष्यातलं सर्वात सुंदर क्षण जो असतो आणि जे सण सर्वात सुंदर आठवण जी असते ती बालपणात आणि अ, प्रत्येक व्यक्तीच्या बालपणामध्ये खूप काही गोष्टी दडलेल्या. तर अ, तुमच्या अशा काही सणांच्या आठवणी आहे का? की तुमच्या बालपणीचे सण खूप छान होते. जसं की आपण सांगू शकतो बरेच सण आहेत. दिवाळी, गणपती, होळी आणि भरपूर काही. तर अशी काही आठवण जे सणांची जे तुम्हाला आजही आठवतं आणि ती कशी आहे?
हो, अ, गणपतीची मला आठवण आहे. अ, तर गणपती जो हा सण असतो 5 दिवसाचा, तर खूपच मजा येते. लहान असताना आमच्या घरी कसं अ, होत असे की अ, घरी सकाळी आपण म्हणजे आमच्या घरी अ, गणपतीची मूर्ती तर नाही आणायची. पण बाहेर सार्वजनिक जी आहे मोठी गणपती बघण्याची जी आप मला जी कुतूहल होती ना, ती खूप अ, अ, मला आनंददायक वाटायची आणि आत्ताही आवडते. अ, सकाळची जी अ, प्रसाद नैवेद्यासाठी जी माझी आई बनवायची, नैवेद्य बनवून आम्ही सगळे कुटुंबासहित सार्वजनिक मोठी गणपती बघायला जायचे आणि त्या गणपती तिकडे अ, सार्वजनिक सगळ्यांसाठी प्रसादपण असायचा. तर माझा तो अ, एक अ, विषय आहे की बालपणीचा आठवण मला असं खूपच अ, अ, असं वाटतंय, की खूपच चांगलं होतं ते दिवस.
हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. अच्छा. हं, हं. हं. अच्छा. हं, हं. हं, हं, हं. हं, हं. चांगली वाटते. अच्छा. अ, म्हणजे असं काय नेमकं त्या आठव ते आठवण तुम्हाला आहे. म्हणजे बालपणामध्ये बऱ्याच काही गोष्टी आठवण करण्यासारख्या, तर गणपती तर नक्कीच अ, अप्रतिम महाराष्ट्राची शानच आहे, असं म्हणू शकतो आपण. तर मग त्या गणपतीमध्ये ज्या 5 दिवसांची तयारी कशी असायची? काय एक्साईटमेंट असायची तुम्हाला? म्हणजे दिवसाची सुरुवात व्हायची तर मग कसं करायचं? कारण की गणपतीची आरती करावी लागायची. काय नैवेद्य बनायचे? तुमचे कपडे कसे असायचे? तुमचे मित्र कसे असायचे? आणि कसे तुम्ही तिथं गणपतीमध्ये जायचं तर काय होतं नेमकं सांगू शकाल का?
हो. हो. हो नक्कीच. तर आमच्या घरी काय असायचं, की गणपती अ, मूर्ती नसून आम्हा आम्ही गणपतीची न नेहमी जी आपण पूजा करतो, तसंच करायचं नैवेद्य दाखवून. पण गौरीपूजा असायची. तर गौरीपूजा जे एक दिवस अगोदर येते ना, त्याच्यासाठी अ, भरपूर काही अ, पदार्थ माझी आई बनवायची आणि गौरी अ, झाल्यानंतर जी गणपती असायची, ते पण खूपच आनंददायक आणि आठवणीची होती माझी. तर असं व्हायचं की अ, आपण जे प्रसाद बनवायचे, ते अ, नेमकं हे आपलं पोहे असतात ना, पातळ पोहे? त्याचे त्याला पंचकदय म्हणतात आपण. तर ते आम्ही बनवायचो आणि अ, प्रसाद मी माझ्या मित्र-मैत्रिणी कोणी आलं असेल, आपण एकत्र जायचो कधी-कधी अ, शेजाऱ्यांचं बरोबर अ, बघायला गणपती. त्यांनाही आपण जे नैवेद्य केले होते ते पण आपण द्यायचे.
हं, हं. हं, हं. हं, हं. अच्छा. बरोबर, हं, हं. हं, हं. हं, हं, हं, हं. अच्छा, हं, हं. हं, हं. हो, हो, हो. पातळ. बरोबर. हं, हं. हं, हं. हं, हं, हं, हं. हं, हं. अच्छा. मग तुम्ही असे लहान होते, तर मग तुमचे मित्र वगैरे असायचं आणि मग बाप्पाला बघताना, तो बाप्पाचा फील कसा असायचा? की तुम्हाला प्रत्येक आरती तुम्हालापण यायची. तुम्हीपण आरतीमध्ये सामील व्हायचे. तर मग काय-काय गोष्टी करायच्या, तिथलं डेकोरेशन कसं असायचं? जसं की सार्वजनिक जागा होती आणि मग तुम्ही कसे तयारी करा आणि तुमचा वाटा काय होता त्यात? तुम्ही काय करायचे? काही लहान असताना मुलं प्रसाद वाटतात किंवा काहीतरी करतात कलाकृती करतात, तर मग तुमचं नेमकं त्या आठवणीमध्ये इतकी घट्ट आठवण झाली आहे, तर काय होतं असं, काही सांगाल का?
हो. हो, हो. हो, हो. हो, नक्कीच. तर सार्वजनिक जी गणपती आहे, अ, आपल्या समाजातील जे आम्ही जातो नेहमी. तर तिकडे काय ती मोठी गणपती आहे. तर ते गणपती मोठी गणपती बघण्यासाठीच अ, खूपच अ, उत्सुक असायचा आमच्यामध्ये लहान असताना आणि मला अ, म्हणजे तिकडची जी प्रसाद असते आणि प्रसाद आणि अ, जे जेवण असते. जे सर्वांसाठी असतं असं स सामाजिक असतं ते. ते जेवण मला अतिशय खूप आवडायची. पण काय असतं ना, की पहिला दिवस जो असतो गणपतीचा. ते खूपच त्याच्यामध्ये अ, अप अप पूजा वगैरे असायची. म्हणून अ, उशिरा व्हायचं जेवण आपलं. पण मला काही हरकत नाही अ, त्यावेळी वाटायची. कारण अ, गणपती बाप्पाला बघाय बघायचं होतं आपल्याला आणि अ, म्हणजे ती अ, गोष्टच वेगळी असते, की ते ते जो प्रसाद असतो आणि तो प्रसाद जेव्हा सार्वजनिक बनवतात. तर त्याची चव वेगळीच असते. तर ते मला एक खूपच अ, असं नेहमी आठवण अ, असतो आणि आत्ताही मला ते मिस करते मी. कारण आता माझं लग्न झालंय आणि लग्नानंतर काय आहे ना, की अ, सासू-सासरेकडे गणपतीची मूर्ती ठेवतात आणि तेव्हा नसायची.
हं, हं. हं, हं. हं. हं. हं. हं. अगदीच, अग हं. हं. ओके.
तर ती जी अ, प्रसाद आम्ही जेवायचो. त्यावेळी लहान असताना, ती आत्ता तरी अ, मी खूपच मिस करते. कारण इकडे ते नाही आहे.
नाही, नाही, अगदीच बरोबर सांगितलं तुम्ही आणि मग, जेव्हा तुम्ही गण कसं की ती एक तुमची बालपणातल्या सणांची आठवण आहे, तर मग अ, तुम्ही आरतीमध्ये जायचा. तर मग, ते जे प्रसाद बनवायचा, तर मग तेव्हा तुम्ही पण त्यामध्ये असायचे किंवा तुमच्या कुटुंबातले कोणी लोकं असायचे? आणि मग हं, बोला.
अ नाही, म्हणजे आम्ही तर अ, सहभागी नाही व्हायचं. पण हो, माझी, अ, 1-2 मैत्रीण तिकडे वॉलंटियर म्हणून, अ, अ, उभे राहायचा, म्हणजे प्रसाद वाटायला आणि, अ, अ, त्याचा एक फायदा होता, की अ, आम्हाला एंट्री थोडं लवकर भेटायची. <chuckles> कारण अ,
अं, हं. अच्छा! कारण की, तुमच्या बाजूचाच असेल ना गणपती. हं, हं.
हो, हो, हो. म्हणजे सार्वजनिक म्हटलं, तर खूपच हजारो लोकं येतात दर्शनाला आणि माझी मैत्रीण जर तिकडे असायची तर तिच्या, अ, अ, निमित्ताने आपल्याला ना थोडंसं लवकर एंट्री अ, व्हायला अ, सोपं होतं, प्रसाद घ्यायला. हो.
अगदीच, अगदीच, हं, हं. हं, हं, हं, हं, हं. हं, हं. अच्छा! ओके, क्या बात है! <chuckles> अच्छा! अ, सो मला हे सांगा ना, की साधारण तुम्ही किती वर्षाच्या होतात? ती तेव्हाची, ही आठवण आहे.
अ, अ, बघितलं गेलं तर मी ज्या शहरात राहत होती, ते दरवर्षी न चुकता आम्ही गणपतीला अ, जायचो म्हणजे गणपती अ, मोठी जी स सार्वजनिक विसर्जन असतं अ, दरवर्षी जायचं. तर असं मला वाटतं फक्त लग्नानंतर माझं अ, माझं चुकलंय आता. म्हणजे लग्नानंतर तर हो, असं, स साहजिक आहे की माझ्या सासू-सासरीकडे आहे गावी तर मी जाऊ नाही शकत अ, माझ्या माहेरी जिकडे गणप
हं, हं. हं, हं. पण हे तुमच्या बालपणातली आठवण आहे ना, तर मग तुम्हाला आठवत असेल ना की तुम्ही, कसं असतं की आता बालपणाची आठवण आहे म्हटल्यावर शाळेतून येतो आपण मग, ती शाळापण आपल्याला आठवते किंवा शाळेतही गणपती असतात आपल्या, कारण की म अ, खूप साऱ्या शाळेंमध्ये गणपती असतात. मग त्या गणपतीसाठी खूप काही कोणी लेझीम करतं, कोणी रांगोळ्या काढतं आणि कोणी आहे ना, पेपरावर गणपतीचं आहे ना, ड्रॉइंग वगैरे करतं, घरोघरी आहे ना लाइटिंग लागतं. तर असेही काही प्रकार होते का तुमच्या बालपणात? कारण की हे तुमच्या बालपणातल्या सणांची आठवण आहे ना? हं.
हो, हो. हो, हो. नक्कीच. पण कसं आहे ना, की अ, गणपती अ, जे अगोदरची होते अ, त्यावेळी अं, जसं मी तुम्हाला म्हटलं की माझ्या घरी तर गणपती नव्हती. आणि सार्वजनिक म्हणजे आपल्याला सुट्टी असे असते त्यावेळी गणपतीच्या दिवशी. तर हां, आमच्या शाळेमध्ये तर गणपतीची 1 मूर्ती ठेवायची आणि थोडं फार प्रसाद अ, जे साखरदाणा म्हणतात ना, तसं काही द्यायचं आपल्याला. आणि अ, रस्त्यावर सुद्धा जसं 1 दिवसाची गणपती असेल किंवा अ, अ, 3 दिवसाचा किंवा 5 दिवसाचा गणपती असतं. तर आपण जे रस्त्यावर पण बघतो अ, की गणपतीचं विसर्जन वगैरे जायचं. तो पण आपण बघायचो आणि अ, तेवढंच आनंद वाटायचं. म्हणजे 5 दिवसाच्या गणपतीत म्हणजे माझ्या घरी नाही आहे. पण अ,
हं, हं. हं, हं. हं, हं. हं. बरोबर. हं, हं. हं, हं. हं, हं. हं. हं, हं. हं. हं, हं. हां, हां. तेच, ते ठीक आहे समजलं <chuckles> ते सार्वजनिक होतं. हं, हं.
हो तर हां. हो. तर तेवढचं. म्हणजे माझी जी बालपणाची आठवण आहे गणपतीविषयी तर, एवढेच आहे की अ, म्हणजे अ, सकाळची जी नाश्ता असतो आम्ही अ, एक अ, म अ, इडली बनवतात ते स्पेशल इडली आहे. अ, ती इडली म्हणजे अ, फणसाची जी पानं असतात ना, त्याच्या त्याचं एक हां, त्याचा एक भांडीसारखं बनवायचो आणि त्याच्यामध्ये इडलीचे अ, पीठ असतो, ते टाकून स्टीम करून ते सकाळचं नेहमीच असतं आणि 1 लाडू आपण नैवेद्य करतो. चण्यादाळची लाडू तर, माझी ती आई नैवेद करायची आणि ते करून आम्ही निघायचो. 1ला दिवस
हं, हं. हं. अच्छा. ओके. हं, हं. हं, हं. अच्छा. अच्छा. हां. अच्छात. नाही, नाही खरंच खूप छान! अ, तर मग ह्या ज्या तुमच्या आठवणी आहे आता ज्या आता कसं त्या बालपणीच्या आठवणी आहेत. तर मग आत्ता आणि त्या बाल आत्ता जेव्हा तुम्ही गणपती बघतायेत, त्या स सार्वजनिक असो किंवा तुमच्या घरातला, तर त्या बालपणीमध्ये जी सुंदरता होती किंवा त्या आठवणी होत्या, त्या आज तशाच आहे का की आज गोष्टी बदलल्या त्या सणांच्या?
हो. नाही म्हणजे अ, बालपणी जे जायचे ते तसंच आहे. पण हो. कारण मी आता लग्न होऊन आली आहे माझ्या अ, नवऱ्या घरी. तर आमचे अ, सासू-सासरीकडे गणपती असतात आणि तिकडे कसं म्हणजे छोटीशी गणपती आणतात. असं मोठं काही नाहीये गावीकडे. म्हणजे सार्वजनिक तर माहिती आहे तुम्हाला केवढं मोठं-मोठं फिट एवढं फिट असतं. आपण टीव्हीवर तर अ, टीव्हीमध्ये अ, बघतो. अ, तर छोटी गणपती असते पण अ, अ, नैवेद्य किंवा पदार्थ काय 1 दिवस अ, अगोदरच आपण तयारीला लागतो. अ, तर 2 दिवस कसा जातो अ, कळत नाही. पण खूपच अ, चांगलं आणि बरं वाटतं म्हणजे अ, गणपती. आणि मला एक आशा होती की अं, लग्नानंतर अ, गणपती आपल्या घरी असावा हा एक माझी छोटी इच्छा होती.
हं, हं. हं. बरं. हं. बरोबर. हं. अगदीच, अगदीच. हो. मग आहे तुमच्या घरी आता गणपती येतात, बाप्पा बसतात?
हो, हो. हो, हो. सासू-सासरीकडे आहे. मी म्हटलं ना तुम्हाला माहेरी माझ्या जेव्हा मी बालपणात अ, आपल्या घरी नसायचं म्हणजे गौरीची पूजा करायची आपण. पण अ, मला तेव्हा इच्छा होती की लग्नानंतर बाप्पा आमच्या घरी आले तर बरं आहे. पण तसंच मला मग अ, त्याच घरी माझं लग्न होऊन झालं जिकडे बाप्पा दरवर्षी येतात आणि आम्ही साजरा करतो गणपती.
हं, हं. अ, हं. अच्छा. हं. मग आता आठवणी ज्या बालपणीच्या होत्या त्या तशाच आहेत, आजही तसंच वाटतं तुम्हाला गणपती असतात, की आज तुम्हाला असं वाटतं काळ बदलल्यानंतर आता सणही बदलले आहेत, त्याची रंगत बदलली आहे. त्याचे पारंपरिक गोष्टी काही बदलल्या आहेत, असं तुम्हाला वाटतं का?
अ, म्हणजे ज्या सार्वजनिक गणपतीकडे मी जायची ते आता अ, एवढाच बदल झालाय, की लोकं खूप अजून वाढले आहे. ओके. पॉप्युलेशन वाढलं आहे आणि जी अ, आमच्या समाजाची अ, लोकं आहे, त्यांना थोडं जास्त अ, चांगलं ट्रीटमेंट मिळतो आणि नॉर्मल आपले जे लोकं येतात त्यांना फक्त एक प्रसाद देऊन दर्शन होतो. कारण एवढया लोकांना अ, म्हणजे मॅनेज करणं पण थोडंसं कठीण जातो, असं मला वाटतो. पण एवढं काही बदल नाही झालाय. पण हो अ, कधी-कधी असं वाटतं, की अ, आता आपण सार्वजनिक गणपतीमध्ये जे बाहेर अ, नेहमी रस्त्यावर जे पंडल वगैरे बन अ, ठेवतात. तिकडे आपण बघितलं तर अ, आपलं हिंदीची गाणी अ, लावतात. हिंदी म्युझिक लावतात. तर मला असं वाटतंय ते सगळं नाही झालं पाहिजे. कारण हा श्रद्धा अ, क श्रद्धा जी आपली असते ना, त्याच्यामध्ये आपण भज भजन जे आहे, भजन गायला पाहिजे, गणपतीची चांगली जी जुनी गाणी आहे मराठीची छान-छान ती लावलं पाहिजे, असं मला वाटतं. तर आत्ताच्या अ, पिढींना ते फरक क समजत नाही बहुतेक, की जी गणपती आहे ना ती एक आपण मनापासून श्रद्धा ठेऊन साजरा करतो. हो की नाही? तर त्याच्यामध्ये हिंदी गाणं लावणं हे सगळं अ, बरं नाही वाटत आणि आपल्याला असं काही वाटतंय की आणि ते आधीपण थोडं फार बघायला भेटायचो अ, पण आता हल्ली तर ते कॉमन झालंय, असं मला वाटतंय.
हं. हं, हं. हं, हं. हं, हं, हं, हं. अगदीच. हो, हो. हो, हो, हो. अच्छा. अगदी. हं, हं. हं, हं, हं, हं, हं. हं. अगदी. अच्छा. बरोबर. बरं, बरं. हं, हं. हं, हं. हां, हां. अच्छा! नाही, नाही, खरंच छान. अ, खरंच एकंदरीत तुम्ही तुमच्या बालपणीच्या आठवणीतल्या तुमच्या सणांच्या ज्या आठवणी होत्यात त्या सांगितल्या. खरंच खूप छान वाटलं मला तुमचे किस्से ऐकून आणि नक्कीच तुमच्याशी परत बोलायलाही खूप आवडेल मला. खूप-खूप आभार. तुम्ही तुमचे तुम्ही तुमचा मूल्यवान टाईम दिला आणि खूप-खूप धन्यवाद!
हो. धन्यवाद!